हां, म्हणजे कॅलिबर नसताना, काही कौशल्य नसताना पण ती म्हणजे चुकीच्या माणसाला तिथे त्यांनी ठेवलंय. असं झालं ना याचा अर्थ?
आणि हो, ते असंच झालं आणि पण माझ्यासोबत जी जॉइन झाली होती, जिला पण तिने असाच त्रास दिला
हां. हां. हां.
ती माझ्यासोबतची कलीग आजही त्या शाळेत आहे आणि मी बाहेर पडले.
हो, ते म्हणजे चुकीचं झालं हां, मग तुम्हाला हा
असं झालं हां, म्हणजे ह्या सगळ्यात मोठा असा माझा चुकीचा निर्णय होता. जी मला तेव्हा रिअलाइझ नाही झाली मला ही गोष्ट, त्यावेळेला मला असं वाटलं की बरं झालं कटकट गेली माझ्या डोक्यावरची.
नंतर रिअलाईज झालं. हां, मग तो ज्यावेळी तुम्ही नोकरी परत राजीनामा दिला ना, पण ते मिड-कोव्हिड होतं का कसं होतं? म्हणजे कोव्हिडच संपलं होतं का त्यावेळी सगळं, म्हणजे लॉकडाऊन?
हं. हो. हो, सगळा लॉकडाउन वगैरे सगळा संपणार होता. मार्च, एप्रिलचा महिना होता आणि जूनपासून ऑफलाईन शाळा सुरु होणार होती.
मग तुम्हाला हां. मग हां, मग तुम्हाला त्यावेळी दुसरी कुठली अपॉर्च्युनिटी, संधी वगैरे चालून आली होती का?
नाही मिळाली. मी त्याच्यानंतरची 2 वर्ष जॉबलेस होते.
अरे! अच्छा, मग अ, ह्या
2 वर्ष, म्हणजे खरं तर अ, तेव्हा मी राजीनामा दिला आणि मला काही दिवसांत कळलं की मी प्रेग्नंट आहे.
हां. अच्छा.
त्यामुळे मला कुठे नवीन नोकरी मिळाली नाही कारण कसं कोणी घेणार ना?
हो, असं असल्यामुळे नाहीच घेणार ते. हो.
मॅटर्निटी लिव्ह परत द्यावी लागणार 9 महिन्यानंतर वगैरे हां, म्हणजे सगळीच अडकले मी. जर मी सूट सोडली नसती नोकरी
हां, पुन्हा त्यांचा लॉस होतो. पुन्हा रजेवर तुम्ही हां. हां, तर तिथे काहीतरी अ‍ॅडजस्टमेंट करता आली असती.
तर मी हां, मी जी आर्थिकदृष्ट्या मागे गेले ना 2 वर्ष, ती मी गेले नसते.
हां.

अ, हो, हो. म्हणजे थोडं थांबायचं. थोडा खरंच विचार करायचा, की इतक्या इम्पल्सिव्ह निर्णयाची आत्ता ही वेळ आहे का? ती गरज आहे का आणि तशी माझ्या घरालाही मी नोकरी करण्याची गरज होती, कारण अ, माझे आजी आणि आजोबा म्हणजे आज अ, सासरे दोघंही म्हणजे सासू-सासरे. अ, नवऱ्याचे आज्जी-आजोबा अतिशय सीरियस होते त्यावेळेला.
हां. हो. नक्कीच. हां. अरे. बापरे! म्हणजे एकात एक सगळं गुंतूनच आलं म्हणायचं तुमचं.
आणि हो, सगळं गुंतलेलं होतं एकात एक. आणि म्हणजे ते तर एक्सपायरचं झाले अ, दोघंही आ 10 दिवसाच्या अंतराने गेले.
हां. अरे बापरे! म्हणजे काय म्हणजे अ, संकटं आली की नाही एका मागोमाग एक येतात.
तर अ, ते इतके सीरियस होते त्यावेळेला सगळ्या बाजूने येतात. हो. आणि पण तेव्हा मला ह्याची जाणीव नव्हती झाली, की अ, त्या सगळ्या दुःखात की मी हा निर्णय नाही घ्यायला हवा होता. जसं जसं म अ, मला काय वाटलं की तो एक आपला ॲटिट्यूड असतो ना, की अ, आ काय कोणीही नोकरी देईल, एवढं काय आहे, प्रेग्नंट तर 1 महिना पण नाही झालाय ना, अजून
तसं झालं तुमच्या बाबतीत काहीतरी. हां. हो ना, हो. आणि 9 महिने काढलेच असते तुम्ही असं, तसं, असं
तर त्याच्यात काय होतं एवढं? हां, शोधेन मी असं. तर अ, पण मी बऱ्याच शाळांमध्ये त्यावेळेला ॲप्लाय केलं आणि असं खोटं बोलून तर मी म्हणजे ही तर गोष्ट अशी आहे की ती लपवण्यासारखी नाहीये ती कधी ना कधी दिसणार, कळणार. त्याच्यामुळे मी खोटं बोलूनही कुठे नोकरी मिळवू शकत नव्हते. त्यामुळे सगळीकडनंच अ, मी ही अडकले माझा नवराही अडकला आणि आम्ही खरंच 2 वर्ष आर्थिक दृष्ट्या मागे गेलो. 2-2.5 वर्ष जवळ, जवळ.
हां. हां. नाही, दिसून येतचं. हो. हो. हो. हो. आणि तसं म्हणजे एकदा मागं गेल्या आर्थिकदृष्ट्या की तस फार म्हणजे अ, म्हणजे सेटल होईपर्यंत फार वेळ जातो.
हां, म्हणजे ते भरून काढणं खूप हां, म्हणजे अजूनही अ, थोडंसं कठीण जातंय खरं सांगायचं तर. तर तो एक निर्णय कित्ती आम्हाला त्या एका माझ्या निर्णयाने फेस करायला लावलं. पण अर्थात म्हणजे मी हं.
हो, होईल सरळ. करायला लावलं. मग आता मग तुम्हाला जर अ, आता सुदैवाने तुम्ही त्यातून म्हणजे निघताय बा म्हणजे हळू-हळू तुमच्यामध्ये प्रगती होतीय. पण पुन्हा जर अशी वेळ आली तर तुम्ही वेगळं असं काय कराल त्याच्यामध्ये? पुन्हा जर असं
हं. अ, आली होती माझ्यावर पुन्हा अशी वेळ. म्हणजे अ, मी मला नंतर म्हणजे बाळ एक 8-9 महिन्याचं झालं माझं. त्यानंतर मी विचार केला की आता अ, पुन्हा शोधाशोध करायला सुरुवात करते. माझ्या सुदैवाने माझ्या घराच्या अगदी 3 मिनत्रा मिनिटाच्या अंतरावर मला एक 1का शाळेत नोकरी मिळाली.
अच्छा, कधी? हां. हां.

ऑनलाईन शिकवताना म्हणा, माझ्या चुका काढताना म्हणा, कारण अ, जे अ, आमचे एच-ओ-डी होते, ते माझे कौ कौतुक करायचे, की पी-पी-टीज खूप छान असतात, भगवद्गीतेचे श्लोक तुम्ही खूप छान शिकवता, छान म्हणता. मग अ, असं असं सगळे कौतुकाचे शब्द <chuckles> यायचे, मग ते त्या व्यक्तीला हां, खपायचं नाही.
हां. हां. बरं. हां. यायचे, हो. बरं वाटत नसतं काही काहींना. हो हां.
आणि मग अ, बऱ्यापैकी तिने माझ्या चुका काढल्या नको तेवढ्या काही गरज नसताना. मग त्याच्यावरून अ, टार्गेट केलं जायचं मला. वगैरे, वगैरे, हे बरंच सगळं झालं. आणि एका वर्षानंतर 1 वर्ष मी ते सहन केलं, कारण अ, पैशाची गरज होती आर्थिक चणचण होती हो.
हां. बरं. बाप रे! लॉकडाउन होता. हो.
पण अ, अ, त्याच्यानंतर मी राजीनामा दिला एका वर्षानंतर आणि
अच्छा, म्हणजे ह्या पॉलिटिक्सला कंटाळून तुम्ही शेवटी राजी
हो, हो, हो. ह्या सगळ्याला खूप वैतागले मी आणि मला असं वाटलं की अशा नोकरीत काही मजा नाहीये. त्याच्यामुळे मी राजीनामा दिला.
अच्छा. हां.
तो निर्णय माझा सगळ्यात मोठा चुकीचा निर्णय होता. <chuckles> म्हणजे ते मला आत्ता मागे वळून बघताना असं वाटतं. म्हणजे माझ्यासोबतची जी कलीग होती, आम्हाला दोघींनाही तिने इक्वलच त्रास दिला होता. अ, आमच्या दोघींचेही कौतुक होत होतं म्हणून, पण ती अजूनही त्या शाळेत आहे, ह्या सगळ्या गोष्टीला फाईट करून.
अच्छा, म्हणजे काय बरं. हां. अरे रे रे रे! बाप रे!
आणि अ, मी घाबरून
हां, म्हणजे दुसऱ्याचा पाय खेचायचा प्रकार झाला, नाहीतर दुसऱ्याच्या अंगावर चढून उतरण्याचा प्रकार झाला तो.
हां. बरोबर. आणि तसं अ, अ, तिच्यामध्ये ते कॅलिबरचं नव्हतं शिकवण्याचं म्हणा किंवा मुलांना हँडल करण्याचं म्हणा, असं काहीच नव्हतं. पण मी तिला घाबरून किंवा तिच्या त्रासाला कंटाळून शेवटी तिला हवं तेच मी केलं ना, तिला हवंच होतं की मी सोडून जावं. सो मी तेच केलं. आणि माझी मैत्रीण अजूनही जी माझ्यासोबतच जॉइन झाली होती आणि आम्हाला दोघींना ती सेम त्रास द्यायची, त्यामुळे आमची मैत्रीण जरा जास्त घट्ट झाली होती.
हां. अच्छा. ओके. हां. हां. हो, बरोबर. हां. हां, ओके, ओके. हां, म्हणजे शत्रूचा शत्रू, तो आपला मित्र असं.
हं.

तर आम्ही बरेच वाचलो असतो कारण अं, अं, माझ्या मिस्टरांचं केक शॉप आहे. तर अ, आम्ह लॉकडाऊन जसा सुटला म्हणजे अ, तसं अ, कित्येक लोकं अ, होम बेकर्स बनले लॉकडाऊनमध्ये. <chuckles>
हां. हां. हो, हो, हो, हो. म्हणजे स्वतःची किचन वगैरे किंवा चालू केलं त्यांनी, व्यवसाय म्हणा खास तर म्हणजे क्राफ्ट्स वगैरे मेकिंग वगैरे असं काही-काही बरंच चालू केलं.
त्यामुळे हां. हो, हो. हो, सगळं, सगळं. तर त्याच्यामुळे काय झालं, तो ही फायनान्शियली एक पाऊल मागे गेला. कारण खूप कॉम्पिटिशन झाल्या हां, म्हणजे तेव्हा अ, म्हणजे जे ज्या ज्यावेळेला ही चणचण भासायला लागली.
हां. अरे! म्हणजे दोन्ही कडून हे झालं. हो. हं.
अर्थात म्हणजे, बिल भरायला माझी आई मदतीला उभी राहिली आणि ते सगळं सुरळीत झालं. ती गोष्ट अगदी निराळी आहे, वेगळी आहे. पण तरी अ, ह्याच्यात मी अशी पश्चात्तापात होरपळले अक्षरशः, की मी नाही अ, तो निर्णय इतका घाई-घाईत आणि इम्पल्सिव्ह होऊन मी तो जो निर्णय घेतला, की एखादी व्यक्ती मला नको आहे.
हां. हो, नक्कीच दिसून येतंय ते. हां. हो, तिच्यासाठी
त्यासाठी हां, त्यासाठी मी माझं अख्ख हां. करिअर पणाला लावलं त्या एका व्यक्तीसाठी, जी ती त्या डिझर्व्ह ही करत नाही खरं तर. <chuckles>
कंटाळून तुम्ही शेवटी राजीनामा दिला. हां. हां, मग? हो. हो, मग या निर्णयातून तुम्ही मग असा तुम्हाला कोणता असा म्हणजे एक धडा शिकायला मिळाला, म्हणजे लेसन काय मिळालंय?